हां, हां. बरोबर.
ते. मग त्यामुळे मला असं मस्ती यायची की बघायला काय आहे ते? कारण की वरचे अ, मेसेज मी नोटिफिकेशनमध्ये बघून घ्यायचो काय आलंय काय नाही का सायलेंट असलं तरी. पण नंतर त्याने युक्ती केली वॉइस नोट पाठवायची. आणि मग अ, ते वॉइस नोट पाठवला, मी बघायला जायचो आणि मग म्हणायचे, वो तेरे को नाही का, व्हॉईस मेसेज आहे पाठवला तर ते बघून घे आणि मला ते पाठव काम करून. <laughs>
हं, हं, हं. हां. <chuckles> अ, कधी असं झालंय का म्हणजे, अ, आधीच्या काळामध्ये कसं म्हणजे अ, आजकाल सोशल मीडिया जो सुरू झालाय ना, नवीन-नवीन पूर्ण नोटिफिकेशन्स WhatsAppवर येतात. तर तुम्हाला असं वाटतंय का? की आधीचे जे जॉब्स किंवा कामाची पद्धती होती, ती वेगळी होती म्हणजे ऑफिसमधून एकदा निघालं, फोन वगैरे तर एवढा नव्हता. काय घेणं देणं नाही. हं.
हां, हां. हां. हां. हो. लय भारी होती, मला तर वाटतं. आधी माझ्याकडं फोन नव्हता ना. अ, खरं सांगतो. आधी माझ्याकडं फोन नव्हतं, तर तेव्हा खूप भारी वाटायचं. कामाला निघालो विषय संपला. कोणाला फोन नाही, काही नाही आपलं निवांत मोकाट सुटायचं घरी, मित्रांकडं गप्पा-बिप्पा मारायचे. हां, पण एक व्हायचं नाही का. कधी-कधी काय व्हायचं, की अ, काम सोडलं किंवा काय झालं ना, की तर अ, त्या दिवशी पगार घ्यायला असायचं त्यावेळेस माहितीच नसायचं ऑफिस चालू आहे का? मग चकरा मारायला लागायच्या सारखं, सारखं. आणि ही दुसरी गोष्ट काय व्हायची, की कधी-कधी काय व्हायचं, मालक अचानक सुट्टी ठेवायचा, नाही का. काही कंपनीला काय कारण असतो आणि त्यावेळेस जायचं आणि बघायचं अरे! कंपनी तर बंद आहे. मग तिथे जाऊन करायचं काय विषय झालाय, काय नाही? मग तिथून परत घरी मोकाटनी बस-बिस करून आपलं गपचूप घरी यायचं. मग त्या विषय व्हायचे. आता कळतं की हा उद्या काय आहे काय नाही सिच्युएशन्स ऑनलाईन गोष्टींमुळं. पण त्याचं नुकसान पण त्याचे की हां, घरी आल्यावर मला फोन उचलावा लागतात. काही संबंध नसताना नाही का?
हां, हां. संपला. हं, हं. हं. हां, काय व्हायचं? हं. हं, हं. म्हणजे? हं. हां. अच्छा. हं. हां, हां. हां.

अ, सर खरंच सॉरी नाही का, मी थोडं अ, झोपलं होतं, तर तब्येत बरी नव्हती नाही का, त्यामुळे उचलला नाही. कधी सांगतो सर बाहेर गेलो होतो, कधी टेरेसवर चकरा मारत होतो, फोन घरीच सायलेंटला होता. असं काही ना काही वेगवेगळं कारण देत असतो मी.
एक्सक्यूज. हं. तर मग असली वेगवेगळी कारणे तुम्ही जेव्हा देतात जसं तुम्ही म्हणालात, "कामाचा तुला सिरियसनेस नाही आहे का रे?" असा बॉस जेव्हा तुम्हाला म्हणतो. तर, तुम्ही त्याला कसं समजावून सांगता, की अ, म्हणजे हे तर ठीक आहे. अ, हे तर अ, काय म्हणतात "टाईमपास उदाहरणं किंवा कारणे क्सक्यूजेस तू देतोय." असं म्हणत नाही का बॉस तुमचा?
हां, हां. हां, हां. हां, हां. हां. अ, हां, पहिले. मग नंतर, नंतर म्हणायला लागला. मग मी काय केलं माहितीये का, फोन आला ना लगेच कट करायचो.
हं. हां. <chuckles> म्हणजे लगेच हां.
मग त्यांनी काय झालं? हां, फोन कट, कट करायचो. मग ते मला म्हणाले, "फोन का कट करतोय?" "अहो" म्हटलं, "माझ्या घरात भावाचा लहान मुलगा आहे ना, तो गेम खेळतो आणि तो सांगतच नाही कॉल आला की."
<chuckles> असं का. म्हणजे हं.
मग त्याने काय झालं, थोडे दिवस ते कारण चाललं मला.
अच्छा. काही दिवस कारण चाललं. मग ते कारण संपल्यानंतर दुसऱ्या कारणामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही कारणेच देत राहता वेगवेगळी, की दुसरंही काही तुम्ही असं केलंय, की घरी आल्यावर मी, मला कॉलच नाही यायला पाहिजे किंवा तुम्ही
नाही ते नंतर केलं. त्यानंतर एक कारण केलं. ते सांगू का तुम्हाला?
हं. नक्की सांगा ना, मला आवडेल ऐकायला.
अ, मग मी काय केलं माझा दुसरा नंबर होता ना. त्याला फ्लाइटमोड वर टाकून द्यायचो मी आणि जो मेन नंबर होता ऑफिसचा कॉल येणारा, त्याला त्याच्यावर फॉरवर्ड करायचो. मग ते जेव्हा कॉल करायचे ना, तेव्हा तो आउट ऑफ कव्हरेज नेटवर्क लागायचं. मग म्हणायचं काय माहिती आता नेटवर्कच येत नाही घरामध्ये. फोन तर चालू होता तुमचा फोनच नाही आला. <laughs>
हं. अच्छा. हां. हां. अच्छा. हं. <chuckles> अच्छा. पण अ, तुम्हाला असं नाही वाटत का हे तुम्ही जे टाळाटाळ करताय. म्हणजे ती टाळाटाळंच झाली एक प्रकारची बरोबर. पण तुम्ही घरी काम करून जेव्हा येता, तर घरी आल्यावर काम तर तुम्ही करायला नाही पाहिजे, तुम्ही रेस्ट करण्यासाठी घरी येता, बरोबर. कारण की घरी, घरून काम करण्याचे तुम्हाला मोबदला भेटत नाही ना.
हां, हां. हां, हां. हां.
तर असं तुम्ही त्यांना थेट कधी सांगितलं नाही का ओ?

हां, हां, हां, हां. अच्छा. म्हणजे मार्मिकपणे तुम्ही मार्मिकपणे तुम्ही त्यांना अ, एक तुमचा काय म्हणायचं आहे, तो मेसेज पण दिला एक प्रकारे आणि अ, स्वतःला सुट्टी म्हणजे ब्रेक पण घेतला, की वेळ घेतला, की अ, म्हणजे फॅमिली वगैरे अ, सोबत हे करायचं आणि तो विसर पाडायचा असं तुम्ही ते हँडल कर
मग नेक्स्ट टाईम ते बोलतच नाही. हां. अत हो, हो. आणि त्यांनी कारण काय होतं, की त्यांना कळतं, की बाबा हा येऊन तेवढं तरी काम करतो आणि सुट्टी मारली ना, मग काहीच काम होत नाही. कंपनी मग त्याला पूर्ण तिकडच उभं राहून सगळं काम करून घ्यावं लागतं लोकांकडनं. मग तो पुढच्या वेळेस काही बोलत नाही 2 महिने तरी.
हं. अ, हां. हां. अच्छा. म्हणजे अशा म्हणजे काय म्हणतात एक प्रकारचा मानसिक गेम किंवा अ, तुम्ही खेळता त्याच्यासोबत की. अ
<chuckles> अ, हां. कारण की कसं आहे अ, ते मानसिक गेम खेळतो म्हणूनच मी तिथला मॅनेजर आहे ना. लोकांसंगं मला खेळता येतं. आणि ती कंपनी एवढी मी त्याचे 3-3 चालवतो. मग ते त्याला कळलं पाहिजे की वजीर तर वजीरच असतो. फक्त
हं. अ, हां. अच्छा. म्हणजे <chuckles> म्हणजे अनुभवाचा अनुभवाचा अ, फायदा तुम्ही अशा रीतेही करता म्हणजे मॅनेजरचा जो अनुभव आहे, तो तुम्ही दुसरीकडे अ, वास्तविक जीवनामध्ये पण तुम्ही ॲप्लाय करता असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर.
हां, हां. हो. हां, हां. न तेच अ, मी करत असतो आणि मला ते आवडतं. म्हणून म्हणतो ना, तेनाली रामासारखं व्हावं म्हणून ते फायदा ठरतं. <laughs>
हं, हं, हं, हं. <laughs> अच्छा. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुम्ही मस्त माहिती दिलीत आणि ऑफिसला, असताना आणि घरी असताना कसं तुम्ही मॅनेज करता व्यवस्थित आणि कशी टाळाटाळ तुम्ही करू शकता आणि कसं मानसिकरित्या समाधान राहू शकता आणि विसर पाडू शकता. हे मस्त तुम्ही समजावून सांगितलं. तर आपण भेटूयात पुन्हा.
हो. हो. मला पण छान वाटलं. हो. नक्कीच. हो, हो, हो.